हो, हो, तुळशीची पानं ती घालायची आपण म्हणजे फुलांबरोबर त्या मंजिरी वगैरे, तुळशीची पानं घालायची त्याच्याबरोबर. तर ते देव स्वच्छ धुवून घ्यायचे आधी अ, पाण्यानी, म्हणजे एका हे ह्याच्या पळी पंचपात्रात पाणी घेऊन ते पळीनं ते धुवायचे देव वगैरे ताम्हनात. मग ते कुंक
हं, अच्छा. हां, हां, हां. हं. हं, हं. आणि नेमकं सकाळी किती वाजता करता तुम्ही हे, म्हणजे रोजच्या रोज?
अं, हो, 8:00 वाजता वगैरे करते मी पूजा साधारण. हां. हां. 7:30-8:00 वाजता. तर अ, त्यावेळी मग ते सगळं असं धुवून वगैरे घेणं, मग त्याच्यानंतर देव्हाऱ्यामध्ये ते पुसून म्हणजे वस्त्रांनी ते देव पुसायचे, मग ते मांडायचे व्यवस्थित किंवा त्याला असं चंदन ते सहाणेवर असं पण घोळतो ना, तसं ते चंदन घोळायचं आणि त्याचा टिळा त्यांना लावायचा. टिळा लावून झालं की अ, त्याच्यावर थोडंसं कुंकू.
अच्छा. हं, हं. हं, हं, हं. हं, हं. हं. बरोबर. हो, हो, हो. मग पूजा करताना तुम्हीच असतात की म्हणजे आणखीन लोकंही असतात?
नाही, नाही, एकटे मी एकटी करते किंवा ए सासूबाई एकट्या असेल, तर ते एकट्या करतात, बाकी कोण त्याच्यामध्ये येत नाही. हां, म्हणजे ते
हं. अच्छा, हां. मग बाहेर जाऊन जे असतील त्यांना टिळा वगैरे लावून. तसं, हां, हां. हो. हं, हं.
हां, हां. हो, हो, म्हणजे तसं ते आवडत नाही आमच्याकडे कोणाला तसं. मी अ, लहान मुलीला थोडं कुंकू लावते आणि ते देवालाच लावते शक्यतो तीळ अ, टिळा तो आणि कुंकू लावते त्याला आणि म्हणजे म मग बाकी मग अ, हे फुलं लावणे म्हणा, फुलं घालणे, म्हणजे गणपतीला आता तांबड्या जास्वंदीचं फुल आवडतं किंवा मग बाकीची असतात, स्वस्तिकाची फुलं असतात अ, किंवा मग बेल असतात, शंकराची पिंड वगैरे असते ना त्याला बेल घालायचे अ, किंवा मग अ, घंटा वगैरे ठेवायची. मग घंटा पण पुसतो ना आपण, दिवा लावून ठेवायचा, हां, छोटासा असा दिवा असतो बघा पितळेचा हां, हां. हो, त्या नंतर करायच्या म्हणजे अ, प वास्तविक पूजा झाल्यावर नंतर अगरबत्तीने नैवेद्य ओ दाखवायचं, त्यावेळी अगरबत्ती लावू शकता तुम्ही आणि मग हां.
हं. ओके. हं, हं. अच्छा, हां, हां. हं, हं. हं. हं, हं, हं. हं, हं. बरोबर साफ हां, साफ करतो मग अगरबत्ती आणि त्या सगळ्या गोष्टी पण तर आल्यात ना मग. मग मला सांगा ना, की पूजा करताना तुम्ही ठराविक पद्धत पाळतात, मनाप्रमाणे तुम्हाला जसं वाटतं, तशा पद्धतीने तुम्ही करता?
हं. हं.